झोप ही आत्ताच्या आयुष्यात फार महत्त्वाची आहे. म्हणजे जसं सूर्याकडून विटामिन डी येतं, की नाही तसं, अ, विटामिन झोप असं एक डिक्लेअर करावं एवढं अ, झोप कमी झाली आहे माणसाची. तर झोपेपूर्वी शांत होण्यासाठी आपल्याला काय करता येईल ओ? जेणेकरून आपल्याला झोपही शांत लागेल काय सांगाल याबद्दल?
हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं. नक्कीच, नक्कीच. मला वाटतं कुठेतरी झोप ही आरोग्यासाठी एक चांगली असते, सकारात्मकता असते. अ, नक्कीच मला वाटतं आहे जर आपल्याला चांगली झोप आली, तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, आपल्या मानसिकतेवर आणि आपल्या शरीरावर नक्कीच होतो. तर मला देखील वाटतंय कुठेतरी झोप हे एक अत्यंत महत्त्वाचा आपला भाग आहे. आणि जर आपल्याला झोपच आली नाही. तर मला वाटतं त्याचा कुठेतरी आरोग्यावर, मनावर, शरीरावर एक नकारात्मक प्रभाव होतो. आणि जो आपला संपूर्ण दिवस आहे, तो कुठेतरी खराब जातो. तर नक्कीच मला वाटतं आहे अ, झोप अ, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपल्या सर्वांना शांत आलीच पाहिजे. जर आपल्या झोप शांत आली, तर मला वाटतं आहे, की आपण तेवढ्याच ऊर्जाने, तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच आनंदानं तो दिवस आपण घालवत असतो. तर निश्चितच मला वाटतं आहे झोप शांत येण्यासाठी आपण असे काही छोटे-मोठे उपाय केले पाहिजे जसं, की अ, सायंकाळ
हो. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. नक्कीच. असे काय उपाय अ, आपण करू शकतो, काही सांगू शकाल का?
अ, नक्कीच-नक्कीच. मला वाटतं झोप शांत येण्यासाठी अ कारण पाहा, आजकालच्या धकाध धावपळीच्या जीवनामध्ये किंवा मग धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पाहतो की भरपूर साऱ्या लोकांना मानसिक आरोग्य ठीक नाही राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना निद्रानाश, अँग्झायटी आणि किंवा अशा इतर भरपूर साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. तर निश्चितच मला वाटतं की अ, ते हातून बाहेर पडण्यासाठी झोपेच्या मेडिसिन देखील अगदी खात आहेत. तर अ, मला असं वाटतंय की जर आपल्याला शांत झोप यावी किंवा मग, आपण झोपण्यापूर्वी अशा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे की जेणेकरून आपल्याला चांगली, उत्तम अनेक आरोग्यदायी झोप यायला पाहिजे. तर निश्चित मला वाटतं की त्या अगोदर आपण, अ, ध्यान केले पाहिजे, <chuckles> चांगले पुस्तक वाचले पाहिजे किंवा मग हळद टाकून दूध पिले पाहिजे. अ पुन्हा त्यानंतर असे काही सुंदर गाणे ऐकले पाहिजे. निश्चितच मला वाटतं, की अशा जर आपण छोट्या-छोट्या अ, स्टेप केल्या तर नक्कीच आपल्याला एक गोड आणि सुंदर झोप येईल. आणि तो नक्कीच ती झोप आपला उद्याचा किंवा मग येणारा दिवस चांगला आणि आनंदात आनंदात घालवेल असं मला वाटतंय.
हं. हं. हो ना. हो. हो. हं. हं. बरोबर. वाह! हं, हं. वाह! मग फोन आणि सोशल मीडिया आणि स्क्रीनसंबंधी काही आपण नियम ठेवावेत का हो? म्हणजे या सगळ्यांचा आणि झोपेचा काही संबंध आहे का? याबद्दल काय सांगाल?
अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला वाटतं आहे, की झोप नाही यायचे 99% कारण म्हणजे ते म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईल फोन. मला वाटतं आहे, जर आपल्याला शांत झोप येत नसेल किंवा मग आपण झोपेमध्ये व अ, आपल्याला काय बी निगेटिविटी म्हणा किंवा नकारात्मकता म्हणा किंवा मग अशा काही बी गोष्टींचा मनामध्ये विचार येणे. तर या सर्व ग सर्व गोष्टी कुठून होतात ओ? कारण आपण पाहतोच या सर्व गोष्टी, सोशल मीडिया, मोबाईल किंवा मग व ज्या आपण टीव्हीला बातम्या बघतो, ह्या अशा गोष्टीतूनच कुठेतरी होत आहेत. तर नक्कीच, मला वाटतंय, की ह्या गोष्टीमुळं मनावर, शरीरावर, आरोग्यावर एक नकारात्मक प्रभाव किंवा एक निगेटिव्हिटी म्हणतात ना, ती कुठेतरी पडत आहे. नक्कीच मला वाटते, की त्यावर, आपल्या झोपेवर मनावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत चालला आहे. तर निश्चितच मला वाटतं आहे, की आपण ह्या गोष्टींना कुठेतरी एक टाईम दिला पाहिजे किंवा मग एक कुठेतरी लिमिट दिली पाहिजे
हो. हां, हां. हं. हं. बरोबर. बरोबर. ह्याच्यावर, उपाय असू शकतो म्हणजे आता अ, तुम्ही खूप छान सांगितलत, की याचा खूप परिणाम होतो झोपेवर. मग हा परिणाम टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल, म्हणजे ह्याच्यापासून झोपेच्या किती वेळ अगोदर अ, लांब राहायचं किंवा काय नाही करायचं जेणेकरून अ, चांगली झोपेल काय सांगाल?
हं. हं, हं. न <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला वाटतं आजच्या काळामध्ये माणूस एक दिवस अन्नाशिवाय, पाण्याशिवाय राहू शकेल. परंतु सोशल मीडिया आणि मोबाईलशिवाय एकदा बी राहू शकणार नाही. कारण आपण पाहत आहोत की आजकाल सोशल मीडिया, मोबाईल ह्याचे प्रमाण फार वाढले आहेत. आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्या डोळ्यांवर, आपल्या मनावर अ, कुठेतरी परिणाम होत चाललेला आहे. तर निश्चित मला वाटतंय अ, ह्यासाठी आपण असे छोटे, छोटे उपाय केले पाहिजे. जसं की तुम्ही म्हणलात की एक अ, टाइम लिमिट ठेवली पाहिजे, की ह्या टायमापर्यंत मी सोशल मीडिया पाहणार किंवा मग झोपण्या झोपल्या झोपण्याचा 1 घंटा अगोदर मी मोबाईल बंद करून ठेवेल किंवा मग अ, झोपेतून उठल्यानंतर 1 घंटा मी मोबाईल पाहणार नाही. तर अ, मला वाटतंय असे काही जर आपण बंधनं अ, ला ठेवले किंवा मग आपण अ, काही गोष्टी केल्या तर निश्चित मला वाटतंय तर आपल्याला चांगली शांत झोप लागेल आणि आपलं आरोग्य देखील सुंदर आणि छान राहील.
हो ना. हं. हो, हो. हम्म. हं. हं. हं. हं. हं. हं. क्या बात है! पण अ, बघा ना, ए एखादी रात्र अशी येतेच आपल्या आयुष्यात, की जी अं, फारच टेन्शन वाढलेलं असतं, अ, चिंताग्रस्त आपण झालेलो असतो किंवा दिवसभराचा ताण आपल्याला अक्षरशः असा हवालदिल करतो. तर अशा वेळेला आपण असे काय तातडीचे उपाय करू शकतो, जेणेकरून आपल्याला तात्काळ झोप लागेल?
हं, हं. <chuckles> नक्कीच, हं. हं, हं. हं. अ, नक्कीच, नक्कीच. मग पहा ना, आता झोप आपल्याला शांत येण्यासाठी, मला वाटतंय बाकीचे लोकं काय करतात किंवा मग काय ॲक्टिव्हिटी करतात? पण निश्चित तर अ, माझं सांगायचं झालं, अं, ज्यावेळेस मला एखाद्या गोष्टीचा तणाव येतो किंवा एखादं मानसिक अ, अ, ताणतणाव ज्याला म्हणतो आपण. अं, अशा वेळेस मी काय करतो की मला शांत झोप येण्यासाठी, मी एक तर जे माझा मोबाईल फोन आहे ते एकतर स्विच ऑफ करतो नसता एरोप्लेन मोडवर टाकून देतो. आणि अं, जवळपास अ, अ, झोपण्याच्या 2:00-3:00 घंटे अगोदर मी अ, कशाही प्रकारे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अ, मोबाईलला हात लागणार नाही, याची कुठेतरी काळजी घेतो. त्यानंतर निश्चित मी एखादं चांगलं पुस्तक घेतो ते अ, एखादं असं चांगलं ज्यातून आपल्याला काही माहिती मिळेल किंवा मग अशा एक प्रेरण कथा. ते पुस्तक वाचतो, कारण पहा एक आपला एक आपल्या गोष्ट आहे आपल्या शरीराची की ज्यावेळेस आपण वाचन करतो ना, त्यावेळेस आपला कसा आपोआप डोळा लागतो ना आपल्याला समजत देखील नाही. तर <chuckles> निश्चितच मग मी काय करतो हं, मग त्यासाठी मी एखादा चांगलं सुंदर पुस्तक घेतो आणि जास्तीत जास्त प्रकारा प्रकारे कसं आपलं वाचन होईल, आपल्याला कशा गोष्टी अ, वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये कशी सकारात्मकता निर्माण होईल. तर निश्चित मी ह्या गोष्टीचा कुठेतरी प्रयत्न करतो. आणि अ, एक म्हणतात ना, एक ग्लास हळदीचं दूध घेतो कारण कुठेतरी अं, गायीच्या दुधामुळे किंवा अ, त्या हळद, ह्या कुठेतरी गुणधर्मामुळे आपल्या मनावर, आरोग्यावर, शरीरावर एक चांगला परिणाम होतो. तर निश्चित मला वाटतंय की अ, एक ग्लास हळदीचं दूध घेतो, आणि मला वाटतंय की ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे अनेक 5:00 ते 10:00 मिनिटं कुठेतरी ध्यान करतो आणि ध्यानामध्ये अ, कुठेतरी आज माझ्यासोबत काय चांगल्या गोष्टी घडल्यात, ह्याचे कुठेतरी स्मरण करतो. तर निश्चित मला वाटतं, की ह्या सर्व गोष्टी मला कुठेतरी चांगली झोप येण्यासाठी मदत करतात आणि ह्या गोष्टीमुळे निश्चित मला कुठेतरी एक सुंदर आणि चांगली झोप येते की जे माझा उद्याचा दिवस आहे, ते कुठेतरी चांगला बनून जाते.
हं. हं. हं. हं. हं, हं. हां. हां. हं. अरे वाह! हं, खूप महत्वाचं आहे. हं, हं. हं. हां. हो, खरं आहे, खरं आहे. अगदी खरं आहे. म्हणजे मी पण हा अनुभव घेतलाय. हं. हं. बरोबर. हं. अच्छा. खरं आहे. हं. हं. हं. हं. अरे वाह! क्या बात है! आणि असे काही श्वासोच्छवासाचे अ, व्यायाम तुम्ही सांगू शकता का ओ? जेणेकरून झोप चांगली लागेल आपल्याला.
अ, नक्कीच, नक्कीच.
ज्याला आपण योगसाधना म्हणतो. असं, असं काही?
हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. मला वाटतंय की जर आपण श्वासन अ, श्वासाचे जर प्राणायाम केले. जसं की पहा, ज्यावेळेस आपण आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवले, जर आपण श्वासमध्यात घेतो श्वासबाहेर सोडतो, श्वासमध्यात घेतो, बाहेर सोडतो, त्यावेळेस जे आपलं कॉन्संट्रेशन असतंय ना, ते पूर्ण आपल्या श्वासावर असतंय. तर निश्चित मला वाटतंय की जे आपल्या मनामधले जे विचार आहेत ना, हे कुठेतरी आपण बाजूला ठेवतो. आणि किंवा मग अ, ज्या अ, आपले ते विचाराकडे लक्ष जात नाही. अन् ज्यावेळेस आपल्या विचारांकडे लक्ष जात नाही, तर निश्चित मला वाटतं त्यावेळा त्यावेळेस आपल्या मनामध्ये अति विचार किंवा मग नकारात्मक विचार, हे कुठं रा कुठेतरी राहत नाहीत. आणि त्यामुळे जो आपला अ, ताण-तणाव आहे तो कुठेतरी एकदम कमी होतो. आणि निश्चित मला वाटतं ही गोष्ट आपल्याला एक चांगली, उत्तम झोप येण्यास मदत करते. निश्चित मला वाटतयं अ, जर आपण असे जर छोटे-मोठे प्राणायाम, श्वासावर नियंत्रण ठेवणे ह्या गोष्टी केल्या तर ती देखील एक खूप अ, महत्त्वाचा आणि चांगला घटक आहे. जे आपल्याला चांगली झोप आणू शकतो. नक्कीच.
हं. हं, हं. हं. हं. हं. हां. अच्छा. हं. बरोबर. हं. हं. हं. बरोबर. नक्कीच. अ, तर तुम्ही आता तुमच्या अ, रोजच्या आयुष्यात असं काय करता हे सांगू शकाल का की म्हणजे पारंपारिक अशा काही सवयी आहेत का? की अं गोष्ट सांगणं किंवा आपण थँक्सगिव्हिंग म्हणतो, तशा काही प्रकारे श्लोक म्हणणं, देवाची प्रार्थना करणं झोपेच्या अगोदर, तर अशा काही पारंपरिक पद्धती झोपेच्या अगोदर तुम्ही फॉलो करता का?
अ, नक्कीच, नक्कीच. मला वाटतंय ज्याप्रकारे अं, पारंपरिक पद्धती ह्या खूप असरदार आणि चांगल्या आहेत. कारण ज्याप्रकारे तुम्ही म्हटलात की देवाची प्रार्थना झाली किंवा मग अ, देवाचे आभार झाले किंवा मग झोपण्यापूर्वी एका हळदीचं दूध पिणं झालं. मला वाटतं ह्या कुठेतरी एक पारंपरिक पद्धत आहे. निश्चितच अ, अ, मी देखील त्या कुठेतरी फॉलो करतो. मी झोपण्यापूर्वी तुम्हाला म्हटलं कुठेतरी अं, अ, जसं की एखादा दे देवाचा ग्रंथ असू किंवा मग चांगले उपदेश असू किंवा मग अ, जे म्हणतात ना आपण अ, मोठे-मोठे कादंबऱ्या असू हे कुठेतरी मी वाचण्याचा प्रयत्न करतो. त्यातून मला एक मनाला समाधान मिळतं. चांगल्या गोष्टी मिळतात आणि एक सकारात्मकता मिळते. त्याचबरोबर ते वाचणं झाल्यानंतर मी कुठेतरी एक ग्लास हळदीचं दूध पितो की जेणेकरून अ, जे बी काय माझ्या शरीरामधले छ छोटे-मोठे प्रॉब्लेम असतील किंवा काही गोष्टी असत्या तर निश्चित कुठेतरी त्या हळद आणि दुधानं त्या अं, रिकव्हर होत्यात आणि त्यानंतर मी अ, देवाला सुद्धा प्रार्थना करतो की "अ, हे ईश्वरा कारण तू आजचा दिवस माझ्यासाठी एकदम चांगला, आनंददायी आणि तितक्याच ऊर्जेनं घालवलास, त्याचप्रकारे उद्याचा दिवस देखील घालव." तर अ, ही अशी प्रार्थना करून निश्चित अ, मी कुठेतरी झोपायला जातो. तर मला वाटतं ह्या सर्व गोष्टीचा कुठेतरी आपल्या मनावर, आरोग्यावर आणि शरीरावर एक चांगला परिणाम होतो आणि निश्चित त्यामुळे आपल्याला एक चांगली झोप लागते.
हं. हं. हं. हां. हं. हो. अरे वाह! हं. हं, हं. हं. हं. अरे वाह! हो. हं. वाह! खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून आणि खरंच अ, झोप ही किती महत्त्वाची आहे आणि ती शांत लागण्यासाठी आपण काय-काय उपाय केले पाहिजेत हे खूप छान पद्धतीने तुम्ही आज समजावून सांगितलंत. तुमच्या या मौल्यवान वेळेबद्दल आणि सल्ल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद.
नक्कीच, हं. नक्कीच, नक्कीच. हं. हं. नक्कीच, मला देखील आपल्याशी बोलून खरंच अ, खूप छान वाटलं. चालेल भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद.